मला काय वाटतं माहितीये का? मर्यादा एक अशी गोष्ट आहे, की एक भीती वाटते, की कसं सांगावं आणि मला तर म्हणजे खूपच भीती वाटायची आणि आजही मला कुठल्या-कुठल्या गोष्टीत वाटते. आणि कसं आहे माहिती आहे का? एका प्रकारचं गिल्ट वाटते हो मनात. असं वाटते, की आपण स्वतःसाठी उभं राहणं असं जर का आपण केलं, तर आपण आपणच चुकीचे ठरले जाणार. आणि असं होतं पण कितीतरी वेळ जेव्हा आपण स्वतःसाठी उभे राहतो. तेव्हा समोरच्याच्या दृष्टिकोनातून अ, त्यांना असं वाटतं, की आपणच चुकीचे आहोत. नेहमी नाही पण कधी-कधी असं होतं आणि हो ना, आजही मी तुम्हाला सांगते माझ्या मनात स्वतः मला कुठल्या गोष्टीसाठी जर का मी कम्फर्टेबल नाही आहे किंवा नोकरीच्या बाबतीत किंवा तेव्हा ना एक असं मनात गिल्ट येते. असं वाटते, की नाही मी त्यांच्यासमोर झुकली पाहिजे. पण आपल्याला कळतं, की नाही म्हणजे आपल्याला मर्यादाची पण जी सीमारेषा आहे, ती पण काढणं आवश्यक आहे. तर अ, सगळ्यात पहिलाचा जो डिलेमा आहे तो मला सांगायचा होता, की एक मनात गिल्ट आणि एक अशी भीती वाटते स्वतःसाठी पण मर्यादा आपल्याला ठेवण्यासाठी. पण तशा वेळेस पण ना, काय असतं माहितीये का? आपल्याला आणि मला हे व्यक्त करणं फार गरजेचं आहे, की त्यावेळेस, मला काय वाटत आहे? आणि मी ना अशी आणि मला हे समजणं फार अ, म्हणजे महत्त्वपूर्ण आहे, की मी प्रत्येक गोष्टीमध्ये जर का मी मर्यादा मी जर का लावली तर मग मी नाते-गोते किंवा मी काम किंवा नोकरी मी करू शकणार नाही. कारण अशा कित्येक गोष्टी असतील, की ज्या म्हणजे विरुद्ध होतात आपल्या मनाविरुद्ध. तर त्यापैकी ठराविक काही अशा गोष्टी अस असतात, की जिथे मर्यादा ठेवावी लागते. तर मग अशा वेळेस ना मी असं बोलण्याचा प्रयत्न करते, की मला असं जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा मला असं वाटतं. किंवा मला जर हवं असेल तर मी ते डेझर्ट मी घेईल. मला हवं नसेल तर मी नाही घेणार. आणि कसं प्रेमाने पण नाही कसं म्हणायचं? पोलाईटली पण नाही कसं म्हणायचं? ते पण मी शिकले आणि मला म्हणजे ते शिकावं लागलं, मर्यादेसाठी की समजण्यासाठी. पहिले तर कळतच नव्हतं. पहिले असं वाटायचं, की मी यांना 4 वेळा सांगितलं, की मला नको आहे, तरी पण का विचारतात हे? तर तशा वेळेस आपल्यावरती कसं नियंत्रण मी ठेवू शकते आणि माझी मर्यादा मी कशी पाळू? हे पण मला म्हणजे असं शिकावं लागलं, की कसं प्रेमाने पाचवळ विचारलं तरी पण पाचवळ प्रेमाने नाही म्हणणं की नकोय मला ते असं म्हणून हां.
हां. हो ना. हां. हो, होतं खूप जणांसोबत. हं, हं. हो ना. हं. हां, बरोबर. हां. बरोबर. अच्छा! हो. हां. हां. हां, बरोबर. मग काय होतं ना, कधी-कधी म्हणजे आपल्या घरचे जे वरिष्ठ असतात, म्हणजे आई-बाबा झाले किंवा आजी-आजोबा झाले. त्यांना आपण जर का नाही म्हटलं ना, तर त्यांना कधी-कधी खूप असं वाईट पण वाटतं. ते म ते हं, हं, अ आपल्याला समजूनच घेईल नेहमी असं नाही आहे. म्हणजे त्यांचं असं असतं ना, की आम्ही मोठे आहोत, घरच्या अ, वरिष्ठ आहोत तर आमचं तुम्ही जसं आम्ही म्हणणार तसं व्हायला पाहिजे. तर अशा परिस्थितीत मग आपण आपली मर्यादा किंवा सीमारेषा कशी ठेवावी? कशी जपावी?
हो ना. हं. हो ना. ऑफेन्सिव्ह वाटतं त्यांना, हो. हं. आमचं ऐकलं पाहिजे. <chuckles> हो.